नेहमी देत राहायचं तुला प्रेरणा?
हं. हां, हां. अन मी पण त्या प्रेरणेचे पायी करायचं हो त्याला. तिने मला स्टेप सांगितल्या होत्या. पहिल्यांदा सुरुवात छो हळूने करा, छ छोट्या स्टेपनी करा आणि नंतर ती स्टेप वाढवा, अशी ती प्रेरणा होती.
हं. हं, हं. ते हां.
आणि असा तो माझा मित्र होता.
अच्छा.
म्हणजे एकदम म्हणजे लय जवळचा मित्र.
अच्छा. हं, हं.
असंच बनला होतं तो माझा. हो.
सुंदर हं. तर मग आता जेव्हा तू ह्या गोष्टी आठवतो, त्या शिकलेल्या मित्रा तो कडून. तर मग तू काय सांगशील की आपल्या आयुष्यामध्ये कोणीही आपल्याला प्रेरित करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये एक सार आणू शकतो. जसं की जसं तुझ्या मित्रांनी दिलं. तर तसंच तू काय सांगशील की प्रेरणा कुठून-कुठून आपल्याला मिळू शकते? जसं की आता उदाहरण मित्राचं होतं. तर मग ते कुटुंब वगैरे काय सांगशील?
हं, हं.